हो, नक्कीच ना. म्हणजे हा अनुभव माझ्या जीवनामध्ये फार अ, खतरनाक होता, असं म्हणायला गेलो तरी हो, हो. <chuckles> हं, कसं म्हणजे मी ना तेव्हा 10 वर्षाचा असेल. अ, आई-वडील, मी, आजी-बाबा आम्ही सर्व वैष्णो देवी वैष्णो माता आ आहे ना, तिकडं फिरायला गेलेलो. तर मग ती एक हो, तर मग तिकडं खूप मोठी अशी एकदम पहाडवरती आहे आणि खूप मोठं ट्रॅकिंग करून जावं लागतं आपल्याला वरती.
अरे बापरे! खतरनाक. <chuckles> तो कसा तो कसा? ओके. हं. हो, हो, हो, हो, हो. उत्तराखंडमध्ये. हां, हां. अ, बरोबर, बरोबर. अगदी बरोबर, हां, हां, हां.
आणि मग ते रस्त्यामध्ये अ, त्या टायमाला खूप गर्दी होती तिथं आणि तेव्हा आम्ही जात होतो, तर तिथं काय असतं ना, ते पाठीवरती बसून घेऊन जातात किंवा घोड्यावरती बसून घेऊन जातात. तर मग तेव्हा काय केलं ना वडिलांनी, की आजी-बाबांना ते एक अ, घोडागाडीवरती बसवलं आणि त्यांना ते घोडागाडीवरती वरती पाठवलं. आणि मी मला हौस होती, की मी पायी-पायीच चढेल तेव्हा, की नाही मला पायीच चढायचं आहे. तर मग मी तस त्या पद्धतीने अ, वडिलांसोबत आणि आईसोबत चालत होतो. तर त्या दरम्यान काय झालं ना, की वरून ते मंदिरामधनं जेव्हा ते गर्दी सोडतात, तर ती एकासोबत सोडतात, थोड्या काही टप्प्यामध्ये, थोडा काही टप्प्या-टप्प्यात ते अशी सोडत असतात. तर मग तेव्हा हं.
अच्छा. ओके. हां, हां, हां, हां, हां, बरोबर, बरोबर. हं. अच्छा. हं, हं. हां, हां, हां. बरं, बरं. हं. हां, हां, हां, बरोबर, हो, हो, टप्प्यामध्ये हो. जास्त गर्दी होऊ नये तिकडं गैरसोय होऊ नये म्हणून ती सोय असते. करेक्ट-करेक्ट, हां, हां.
मग आम्ही खालून वर जाणारे लोकं आणि वरून खाली येणारे लोकं, तर त्यांची एका ठिकाणी जास्त गर्दी झाली आणि थोडंसं मग ते म्हणतो ना, गर्दी झाल्यामुळे ती धक्का-बुक्की व्हायला लागली.
हां हो, हो, हो, बरोबर, बरोबर.
तर तेव्हा माझा हात माझ्या वडिलांपासून सुटला आणि मी थोडासा ते पुढे गेले आणि मी मागे आलो.
अरे देवा!

हां. अरे, चुकामुक झाली तुमची. हां.
आणि तेही घाबरले, त्या टायमाला, की हो, मी वरती चाललो गेलो आणि ते खाली येऊन गेले. आणि मग आम मग तेव्हा मी पोलिसांना म्हणजे माझं सगळं सांगितलं आणि त्यांनी मग ती त्यांचं ते कमांड काय कमांड रूम म्हणतात का काय ते वॉकीटॉकीवरती बोलले, की असा असा मुलगा आहे. हा हरवलेला आहे. अ, ह्या-ह्या गावाचा आहे. त्याला त्याच्या आई-वडिलांचा नंबर ही माहिती नाही.
अरे बापरे! अच्छा, हां. हां, हां. हां, हां. हां, हां, हां.
आणि माहिती राहिला असता तरी तिथं नेटवर्कचं नाही. मग फोन लागायचा संबंधच नव्हता.
नेटवर्क नाही. बरोबर, बरोबर. हां, हां, हां.
तर मग त्यांनी ते वायरलेस केलं आणि मग तिकडून अनाउन्समेंट केली. मग अनाउन्समेंट केल्यानंतर वडिलांना सम म्हणजे माझ्या आजोबांना समजलं, ते वरती. कारण की ते वरती जाऊन बसलेले होते, घोडागाडीवर गेलेले होते. की आपलाच नातू हरवलेला आहे आणि वडील खाली असल्यामुळे, वडील खाली असल्यामुळे वडील ही म्हणजे वडिलांनाही संपर्क झाला नाही आणि वडिलांनाही कळलं नाही, की काय होतं आहे असं नेमकं? मग मला घ्यायला माझे आजोबा आले खाली, पोलिस चौकीपर्यंत. कारण की वडिलांपर्यंत तर माहिती पोहोचलीच नाही की मी इथे आहे. मो वडील परत वरती आले. ते परत वरतीपर्यंत गेले मग बघायला.
हां. ओके. हो, हो, ते आधी पोहोचले असतील. बरोबर, हां, हां. अच्छा. हां. हां, हां. कळलं नाही. बरं, बरं. अच्छा. अच्छा. तर. हां. बरं. अरे देवा! किती त्यांनाच चकरा. हां, हां, हां.
मग चुकामुक मा आ माझ्या आजी-आजोबांचे, आजी-आजोबांसोबत मी आणि आई आणि वडील हे वेगळे. मग तेव्हा म्हणजे अशी चुकामक होत होती. परत-परत आम्ही एके ठिकाणी भेटतच नव्हतो एकामेकांना.
हं. हां, म्हणजे सारखेच चुकामुक चालली ती वरती गेले का खाली. "अरे बापरे! किती गोंधळ हा?" हां. मग?
हो. खाली गेल हो. म्हणजे परत, परत तेच चालू होत म्ह आणि आमचा एका जरी आमच्याकडे मग बा आजोबांकडे तर फोन होता, पण तोही लागत नव्हता.

हरवणं म्हणजे फार वाईट. तर त्यामुळे जर आपण एखाद्याला आपल्यासोबत घेऊन गेलेलो असणार फिरायला, तर ती आपली अ, रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण त्याच्यावरती अ, नजर ठेवली पाहिजेल किंवा सगळ्यांना सांगितलं पाहिजेल की हातात हात धरून चाला, किंवा आपण एक लोकेशन फायनलाईज केली पाहिजेल की जर हारलो, जरी आपली म्हणजे चुकामुक झाली, आपण एकमेकाला सापडलो नाही, तर या ठिकाणी आपण सगळ्यांना एकत्रित हो. एकत्र व्हायचंय आपल्याला सर्व्यांना. तर असा आपण जर काही केलं ना, तर निश्चितच म्हणजे आपली फसवणूक आणि किंवा असं <swallows> आपण हरवणार नाही.
हो. हं. करेक्ट, करेक्ट. हं. हां, हं. झाली. हां. या पॉइंटला आपण येऊन भेटू. बरोबर, बरोबर. येस, येस, येस. हं, हं. अ, आपण हरवले जाणार नाही कुठे. अ, चुकामुक होणार नाही. म्हणजे आपले जे स्नेही आहेत, आपले आई-वडील आहेत, आपण यांच्यापासून अ, लांब कुठे जाणार नाही आणि अ, सुरक्षित, म्हणजे अ, आपण प्रवासाला जाण्याच्या आधी किंवा तिथे अ, त्या डेस्टिनीवर उतरल्यानंतर आपण हे ठरवलं पाहिजे की कुठेही जरी आपण हरवलं, तर एखाद्या पॉइंट पर्यंत येऊन थांबणं, तिथे भेटणं, अ, त आजूबाजूच्या स्थानिक लोकांची मदत घेणं, किंवा पोलिसांची मदत घेणं, हे आपल्याला अ, सोपं असतं. क्या बात है, क्या बात है! येस. अ, तर
नक्की. हं. हं. बरोबर, बरोबर. हं. नक्कीच. जर असं करत राहिलो ना, तर आपल्यामधली भीती पण जाते आणि आपणही थोडंसं म्हणजे, काय होतं ना बाहेर फिरल्याशिवाय ज्ञान येत नाही, म्ह म्हटलं जातं.
अगदी बरोबर. अगदी बरोबर, 100% तुम्ही जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं. बरोबर.
हं. तर ह्याच पद्धतीने आपण अनुभवांनी शिकलं पाहिजेल आणि मार्गदर्शन आणि ती चूक परत, परत नाही केली पाहिजे.
हं. हं. नाही केली पाहिजे. येस. अशा पद्धतीने आपण क कुठेही प्रकारचे हरवले जाणार नाही. पण मला असं वाटतं आहे की हरवून जाणं म्हणजे अ, फक्त मार्ग चुकणं नाही. तर कधी-कधी ते स्वतःकडे पुन्हा पाहण्याची संधी पण असते. तुमच्या अनुभवातून हे स्पष्ट झालंय की धडधडत्या क्षणातही, आपल्यात ताकद दडलेली असते. अशाच आणखी काही कथा आणि भावना आपण नक्की पुढच्या वेळी बोलूयात आणि तुमच्याशी बोलून मला फार छान वाटलं. अ, प्रवासादरम्यान हरवून गेल्याचा जो तुमचा थरारक अनुभव होता, तर तोही मला म्हणजे ऐकताना असे रोमांच उभे राहिलेत. अ, तुमच्याशी बोलून मला खूप आनंद झाला. पुन्हा भेटलो. पुन्हा ब बोलूयात, अ, भेटूयात आणि छान-छान गप्पा मारूयात. अ, तुमचे खूप-खूप धन्यवाद.
नाही, नाही, नाही. हं. नाही. नक्कीच, नक्कीच. हं.

तो इम्पॅक्ट म्हणजे ना तो त्या दिवसानंतर, म्हणजे मी 16-16 वर्षाचा झालो तोपर्यंत होताच तो इम्पॅक्ट माझ्यावरती की म्हटलं आपण जर फिरायला गेलो तर, आपल्या जे सोबतचे लोक आहे यांच्यावरती नजर राहू द्यायची, हे कुठे जात आहेत, काय करत आहेत. तर याच्यामुळे माझी ना मग लोकांबद्दलही केअर वाढून गेली. की आपल्यासोबत आलेले लोक किती, आपण त्यांचं वारंवार त्यांच्यावरती लक्ष ठेवणं, या सगळ्या गोष्टी मग माझ्यामध्ये डेव्हलप झाल्या.
अरे बापरे! <chuckles> हां, हां, हां, हां, हां. हं. हां, हां. अरे वाह, वाह! किती छान! किती छान! वाह, वाह, वाह! म्हणजे तुमच्यावरती आलेल्या संकटात वरून तुम्ही हे शिकलात की आपल्याबरोबर आलेल्या लोकांची खूप काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे. ते आपल्यापासून दुरावलं नाही पाहिजे, हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी त्यांची आपण साथ सोडता कामा नये. सारखं त्यांच्यावरती लक्ष असावं किंवा हातात हात असावा. क्या बात है! वाह! वाह! वाह!
हं. हो. हं. हो. नक्कीच-नक्कीच. मग काय काय असतं ना की जर समजा आपण असा प्रवासात हरवलेलो आहे तर सगळ्यात पहिले जो नवीन व्यक्ती असतो, तो खूप घाबरून जातो. आणि अनुभवी व्यक्तीला आहे ना मार्ग शोधता येतो. कधी ना कधी तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मार्ग शोधून घेईल. आता बरेच लोकं असे सांगतात की तू मला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात सोडून दे, मी परत घरी येऊन जाईल, असेही काही लोकं सांगतात. आणि काही आपले लोकं असतात की नाही भाऊ, मी आपल्या गावापेक्षा लांब गेलो म्हणजे हरवून जाईल, येऊन जाईल. तर अशी भीती लोकांमध्ये वारंवार बनलेली असते. पण ती भीती कधी निघते? जेव्हा आपण बाहेर निघतो. आपल्याला सगळ्या गोष्टींचं ज्ञान येतं, कुठल्या जागेवरती, कुठल्या पद, कुठल्या काय, जर आपल्यावरती परिस्थिती आली तर तिला कसं सामोरे जाऊन आपण तिच्यामधनं, त्या परिस्थितीमधनं बाहेर पडायला पाहिजे. तर त्या गोष्टीवरनं माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट शिकवली आहे. की ती अ, 10 वर्षाचा होतो त्यानंतरची गोष्ट आहे. नंतरही आम्ही फिरायला गेलो तर तेव्हा मी काय करायचो ना अ, की समजा रेल्वेमधून उतरलो, तर लगेच दुसरा मार्ग शोधायचा की आता आपल्याला कुठे जायचं आहे? काय बघायचं आहे? मग तिथे कसं जायला पाहिजे? आणि मग त्याच्यामुळे ना, मी जास्त पैसे खर्च करून द्यायचो.
हां, हं. हां. हां, हां, हां. करेक्ट-करेक्ट-करेक्ट. अगदी बरोबर. हं. हां, हां, हां, हां, हां, हो, हो, हो, हो बरोबर. हां, हां. येस, येस, येस. हं, हं, हं. बाहेर निघतो बघू. बरोबर-बरोबर. हां, हां, हां. हां, हां. हं. हां. हां. हां, हां. हां. हां, हां.